तरुणाई आणि स्टाईल ही अशी-कशी हातात असे हात घालून घट्टपणे एकमेकांबरोबर उभी असलेली दिसते. पण आजच्या काळात स्टाईल हा म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ती शाळा असू दे, कॉलेज असू दे, नोकरी असू दे किंवा अगदी किचन, स्वयंपाक घर. तुम्ही काय सांगाल, तुमचा स्टाईल कसा, कधी आणि केव्हा बदलला हो?
बदलतच राहिला, जसं-जसं माझं अ, वय वाढलं आणि मला असं वाटतं, प्रत्येक दशकात वेगवेगळी स्टाईल कळत-नकळत म्हणजे आधी काहीच स्टाईल नव्हती. आधी पूर्णपणे सगळंच बॅड होतं. <chuckles> पण मग हळू-हळू जसा सेन्स आला जसं लक्षात आलं तेव्हा थोडीशी सुधारणा अ, करायची सुरुवात केली.
ओके पण तुम्ही म्हणता आहे आधी बॅड होतं, म्हणजे मला ते नाही कळलं.
<chuckles> शाळेत असताना तर बघा ना आपण युनिफॉर्मशीच अ, पूर्णपणे संबंध येतो आपला आणि
ती पण स्टाईल असते. ती पण एक स्टाईल आहे जी शाळेने दिलेली आहे. <chuckles>
हो, हो स्टाईल नक्कीच सुंदरच स्टाईल असते आणि मला तर आमचे थोडेसे असे क्रीम कलरच्या पँट्स, क्रीम कलरचे शर्ट होते आणि त्यावरती स्कूलचं नाव ए एस एच एस असं लिहिलेलं असायचं. तर अ
<chuckles> मी तर म्हणेल ते एक डिझाइनर ड्रेस असतात. कारण ते शाळेने स्पेशली डिझाइन केलेले असतात. <chuckles> अगदीच.
हो. अगदी आणि त्यातही आम्ही प्रयत्न करायचो की कशी थोडीशी बेल बॉटम करता येईल, कशी थोडीशी पॅरॅलल करता येईल. हळूच बघायचो पण मग आम्हाला चाबकाने मारलं जायचं, कधी-कधी <chuckles> की हे काय घातलंय? बदलून ये.
अगदी. <chuckles> बरोबर.
पण म्हणजे, तेव्हाही मजा होतीच अर्थात पण सेन्स नव्हता. म्हणजे माहिती नव्हतं की अ, ठीक आहे घरात आपण आल्यावरती कपडे जे घालतो किंवा आपण बाहेर जाताना किंवा एखाद्या अ, दिवाळीत लहानपणी जर काही कपडे घालायचे असतील, तर ते एकतर आईच आणायची. आमचा काही चॉईस नव्हता, आमच्या हातातही काही पैसे नसायचे. तर मग
बरं. बरोब हं, कारण आल्या होत्या ते. बरोबर. अ, हां. म्हणजे ते सर्वाधिकार दिलेले असतात ना आईला की तू करशील तेच आहे.
हो आणि पूर्ण म्हणजे बाहेर पासून अंडरवेअर पर्यंत सगळं आईचंच काम होतं आणायचं. त्यामुळे म्हणजे ती मजा ही वेगळी होती ते आत्ता कळतं आहे. पण जेव्हा हळू-हळू हे समजायला लागलं ना, की अरे बापरे! ही होती माझी स्टाईल तेव्हा असं वाटलं की अ
अगदीच, अगदीच. हां. कधी कधी आला हो तो दिवस? म्हणजे कोणता असा स्पेसिफिक पिरियड होता लाईफचा की जेव्हा कळलं अरे बापरे! आपण अजून पण शाळेतच आहोत. आत्ता आपल्याला बाहेर पडायला पाहिजे त्यातून. हे कधी वाटलं?
<chuckles> हो. अ, 20शी च्या उत्तरार्धात आणि 30शी च्या पूर्वार्धात म्हणजे जस्ट 30's सुरु झालं होतं माझं आणि
अरे बापरे! अरे बापरे! बराच उशीर होता की मग?
बराच उशीर हो, म्हणूनच म्हणजे थोडंसं एम्बॅरेसिंगही वाटतं कधी-कधी. पण अ, मला आठवतं आहे ना, 20शीत असताना म्हणजे मी काम करायचो सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये तेव्हाही काही स्टाईल पकडली नव्हतीच. म्हणजे अशी कपड्यांचीच अशी स्टाईल नसते ना, आपल्या मिशीची पण एक स्टाईल असते. आणि हेअर स्टाईल अगदी अ, कुरळे, कुरळे केस असं चिमणीच्या एका घरट्यासारखे केस होते डोक्यावर आणि खाली मिशी होती. म्हणजे काही जास्त, महत्त्व दिलं नव्हतं त्या स्टाईलला कधीच. पण तुम्ही म्हणालात तसं
हं, हं. ओके. बरोबर. हो अगदीच हेअर हेअर स्टाईल असू शकते. <chuckles> बरोबर. अच्छा. पण म्हणजे तरी पण तरी पण व्यक्तिमत्व उठून दिसायचं जरी काही स्टाईल नसेल केली तरी?
हां, म्हणजे असं वाटायचं की उठून दिसतंय. <chuckles> पण आता फोटोज पाहिले की असं वाटतं बापरे! हे काय. पण
नाही, आपल्याला आपले जुने फोटो बघितले की असं होतंच. ते काहीच अ, असं, नवीन असं काहीच नाही आहे कारण आपण प्रत्येक दिवशी नव्याने स्वतःला इम्प्रूव्ह करत असतो. मग तुमच्या स्टाईलमध्ये हा जो बदल झाला तो तुम्ही म्हणतायत 20शी नंतर मग तो काय बदल होता हो पहिला?
पहिला बदल म्हणजे मी मिशी काढून टाकली माझी. जे 20शी संपली तशी मिशी ही गेली.
अच्छा. <chuckles>
कारण मला हे कळलं की माझा चेहरा थोडासा कोवळा आहे आणि थोडासा असा क्यूट असा चेहरा अजूनही आहे, असं मी मानतो. पण मग त्या चेहऱ्यावरती मिशी जी होती ती मी एकतर मँडेटरी किंवा वडील एकदा रागवले होते की "बाप मेल्यावर मिशी काढतात," असं म्हणाले होते. तर अ, म्हणून मी घाबरून ठेवायचो मिशी. पण मग ती मिशी आधी सर्वात आधी मी 30शी आल्यावरच काढून टाकली कारण थोडासा कॉन्फिडन्स आला बहुतेक लाईफमध्ये.
ओके. अच्छा. हां, हां, हां. अच्छा! बरं.
<chuckles>
मग काय केलं? त्याच्यामध्ये अजून म्हणजे मग रिप्लाय आणि रिस्पॉन्स कसे होते तुमच्या पिअर ग्रुपचे म्हणा किंवा घरातल्यांचे म्हणा. काय होते? कसे होते?
ते सगळे सरप्राईज झाले अर्थातच. त्यांना म्हणजे हा एक नवीन लूक ह्याचा अ, अपेक्षित नव्हता असे त्यांचे चेहरे झाले. आणि अर्थातच बऱ्याच जणांनी कौतुकही केलं की, "अरे वाह! तू काहीतरी नवीन ट्राय करतोयस." आणि जशी मिशीही काढली तशी अं, थोडेसे कपड्यांचेही एक संयोजन जे असतं कॉम्बिनेशन किंवा रंग कोणते वापरतो, हेही थोडंसं बदलायला किंवा त्याकडे लक्ष द्यायला सुरु केलं. म्हणून लोकांना असं वाटलं की, "अरे तू आधी वेगळा होतास. आता एकदम फिटिंगचे एकदम मस्त इन करून वगैरे शर्ट घालतोयस, वेगळाच दिसतोयस तू." तर हे एका छान भावनेने म्हणायचे ते. तर मग छान वाटलं की अ, आपणही वेगळे दिसू शकतो.
बरोबर. वाह! लक्ष द्यायला सुरुवात झाली. हां, हां. पण मग हा जो काही बदल तुम्ही जे म्हणताय तो त्या तो होण्यामागे काही असं स्पेसिफिक कारण होतं का, हो का? कारण होती का?
नाही, होती वगैरे काही नव्हतं. पण सोशल मीडिया हे कारण होतं. अ, कारण अ, मला आठवत आहे मी 30 असेन, 28-30 च्या वेळेस Instagram आलं नुकतंच. आणि त्यावर वेगवेगळ्या मॉडेल्सचे म्हणा किंवा वेगवेगळ्या मुलांचे फोटोज् जे बघून थोडंसं कळलं की अच्छा! हे असे कपडे घालत आहेत आणि किती छान दिसत आहेत. आणि त्याच वेळेस मॉल्सचंही कल्चर आलं होतं शहरांमध्ये. म्हणजे ते एकत्रच झाल्या दोन्ही गोष्टी. तर मग खूप जास्त शॉपिंग करायला सुरुवात झाली. कारण त्याच वेळेस जॉबही अगदी पीकवर होता. त्यामुळे पैसाही भरपूर येत होता शॉपिंग करण्यासाठी. सगळंच जुळून आलं बहुतेक. तर मग नवनवीन कपडे, नवीन फॅशनचे, नवीन स्टाईल्सचे एक हुडी म्हणा किंवा वेगळ्या प्रकारचा टी-शर्ट ट्राय करायला सुरू केलं, तेव्हा बदल आलं.
<chuckles> हो, हो, हो, हो, हो. हो. बघून, बरोबर. हो. बऱ्यापैकी हो. बरोबर. हम्म. बरोबर, बरोबर. वाह! हं. तेच विचारणार होते मी आता की पहिलं काय चेंज केलत? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मी मिशी काढून टाकली, जशी 20शी गेली तशी. मग त्याच्यानंतर जेव्हा कपड्यांकडे वळालात, तेव्हा पहिला असा काय चेंज केलात तुमच्या युज्युअली जे आपले डेली रुटीनचे कपडे असतात त्याच्यामध्ये?
सर्वात पहिला बदल हाच केला की मी आधी टी-शर्ट जे घालायचो ते कॉलरवाले घालायचो आणि अ, ते मला एवढे छान दिसत नाहीत असे मला फोटोज् बघून कळलं. कारण आम्ही फोटो काढून शेअर करायचो, जपायचो अजूनही आहेत. पण मग मी बिन कॉलरचे टी-शर्ट घालायला सुरु केलं. सर्वात मोठा बदल पण
अच्छा. ओके. बरोबर. अच्छा. राउंड नेक वगैरे.
राउंड नेक आणि त्याचं कारण हे होतं की मी त्यावेळेस जरा हडकुळा होतो. तर ते कॉलर बोन्स जे असतात आपले ते जरासं काहीजण म्हणायचे की व्हिजिबल होते आणि मुलींसारखे दिसतात असं म्हणायचे काही जण. तर म्हणून मग अ, थोडं तरी मुलांसारखं दिसावं म्हणून मी कॉलरवाले टी-शर्ट घालायचो. पण मग ते बदललं. सर्वात पहिला तुम्ही म्हणालात ना बदल हाच केला मी.
अच्छा. राइट. व्हिजिबल होते. अरे बापरे! तो बदल केला ओके. पण मग या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो, की माझ्या आयुष्यातल्या मी काही गोष्टींना मुरड घातली किंवा बदल केला किंवा ही सवय माझी बदलली, तर या सर्व चेंज होणाऱ्या याच्यामध्ये फक्त कपडा बदलला किंवा फक्त मुस्टच रिमूव्ह केली एवढंच झालं, का वागण्या बोलण्यातही त्याचा इम्पॅक्ट झाला?
नक्कीच, आत्मविश्वास वाढला. कारण मला जे आवडतंय किंवा मी घातल्यावर माझं थोडंसं कौतुक होतंय. हे जेव्हा दिसू लागलं. तेव्हा नक्कीच असं वाटलं की नाही काहीतरी मुझमे भी कुछ बात है. असं वाटलं. म्हणजे मीही थोडासा वेगळा दिसू शकतो. जो लहानपणीपासून आत्तापर्यंतचा मुलगा होता, तो बदलू शकतो हे कळलं आणि त्यामुळे सगळंच आयुष्याचा दृष्टिकोनच बदलला.
हां. ओके, हां. वाह! बरोबर. हं, हं, हं. राइट दृष्टिकोन बदलला अगदी, अगदीच खरं. मग या बदलांमध्ये अ, आपल्या कसं आहे, जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडिया होतं, मॉल होता आणि येणारा पगारही होता. याचबरोबर काही अशी मंडळी होती का हो? की जसं मित्र आहे, आई आहे, बऱ्याच वेळेला किंवा एखादा गुरु आहे ज्याने सांगितलं, की "बाबा, हे असं-असं कर, म्हणजे तू अजून छान वाटशील किंवा हे जरा ट्राय करून बघ कधीतरी." असं कोणी होतं का ओ स्पेसिफिकली का, फक्तच मीडिया-मीडिया असं होतं?
नाही, नाही. म्हणजे मीडियाकडून कसं एकतर्फा होतं ते जे अ, वन डायरेक्शनल, युनिडायरेक्शनल असायचं. ते तिथून फक्त उचलून थोड्या-थोड्या टिप्स चोरून प्रयत्नच असायचा. पण ते माझ्यावर छान दिसतंय का नाही हे मला आरशात बघून नाहीच कळायचं ना. ते जर लोकांनी सांगितलं, ऑफिसमधल्या काही जवळच्या मित्रांनी सांगितलं किंवा खास करून आईनी जर तोंड थोडंसं वाकडं केलं, की "हे काय घातलंय." तर मग तेव्हा कळायचं की ए, ही अशी का म्हणतीये. 2,000चा टी-शर्ट आहे असं का म्हणतीये याला. तर मग तेव्हा तो अभिप्राय खूप जास्त महत्त्वाचा होता नेहमीच. आणि अजूनही आहे आईचा र रिस्पॉन्स.
राइट. बरोबर. हं. अगदीच. बरोबर. बरोबर. <chuckles> बरो महत्वाचा. नेहमीच तो असायलाच हवा, कारण तिला तिचं बाळ कधीही असं मोठं झालेलं वाटत नाही आणि त्यामुळे ते सुंदरच दिसावं, छान हँडसमचं दिसावं असंच वाटत असतं आणि म्हणून ती धडपडत असते. पण मग तुम्ही हे जेव्हा चेंजेस तुमच्या लाईफमध्ये एक्सेप्ट करत होतात तेव्हा बजेटवर त्याचा इम्पॅक्ट काय होता हो?
बजेट नक्कीचं खूप जास्त जायचं. अ, म्हणजे थोडंसं अस्ताव्यस्त झालंच होतं. हो फुगलं होतं म्हणजे ठरवलेलं नव्हतंच ना, की एवढं बजेट कपड्यांसाठी ठेवायचं. पैशांचं काही नियोजन कधीच केलं नाही आयुष्यात. म्हणजे लहानपणी तरी. पण नक्कीच कळत-नकळत खूप जास्त कपडे घेतले जायचे आणि अनावश्यकही कपडे घेतले जायचे स्टाईलच्या मागे धावता-धावता. जे चांगलं नाही पण मग ते कळलं नक्कीच आणि मग त्यानंतर ते थोडंसं कमी करणंही सुरू केलं. पण नक्कीच. म्हणजे खूप वेगवेगळी व्हरायटी घालायला मिळाली आणि अ, मज्जा आली. अजूनही तो सेन्स थोडासा आलाय त्यामुळे मज्जा येते काय म्हणजे काही नवीन घेताना.
वाढलं होतं, फुगलं होतं बजेट तुमचं. बरोबर. राइट. हं, हं, हं. बरोबर घेतले जायचे. बरोबर. राइट. वाह! खरंच छान! कारण जेव्हा आपण आपल्या खिशाकडे बघून, एखादी स्टाईल करतो, तेव्हा घरच्यांना सुद्धा आनंद होतो, की घरच्यांनाही वाटतं, की नाही, नाही. हा त्याच्या बजेटमध्ये खर्च करतो. पण मग आजच्या तरुणाईला जेव्हा आपण म्हणतो ना, की Insta आहे, रील आहे, YouTubeच आहे, Snapchat आहे तिथे, तुमचा X आहे आणि ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसण्यासाठी म्हणून आम्ही आणि आमचा कॅमेरा आहे. तर हे जेव्हा समीकरण येतं, तेव्हा आमच्या तरुणाईला तुम्ही काय म्हणाल, काय करायला हवं स्टाईल करताना?
बी युरसेल्फ असं मी म्हणेन. कारण कोणताही एक फॉर्म्युला नाही आहे, जो सगळ्यांसाठीच काम करेल. जे एक एका मुलाला छान दिसेल तेच त्याच वयाच्या दुसऱ्या मुलाला छान दिसेलच असं नाही. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. जसा प्रत्येक अ, प्रत्येकाचे विचार जसे वेगळे असतात, तसं प्रत्येकाचं शरीरही वेगळं असतं. त्यामुळे कोणाला काय शोभेल हे 3सरा व्यक्ती ठरवू शकत नाही अर्थात. पण त्याचबरोबर म्हणजे बी युरसेल्फ बरोबर दुसऱ्यांचा एक फीडबॅक पण घेत रहा. दुसऱ्यांचा अभिप्राय पण खूप जास्त महत्वाचा ठरू शकतो. त्याचं एक छोटसं उदाहरण द्यायचं म्हणजे, सोशल मीडिया वरती सध्या ते सश्याच्या टोप्या घालून ते असे उडवतात ना, एक-एक कान, ते गाणं आहे ना, ना, ना, ना, ना मेरी हाँ बन गयी. असं काहीतरी आहे ते गाणं. तर काही जणांना शोभत नाही आहे ते अजिबात. <chuckles> तर ती पण एक स्टाईलच आहे. जी लहान मुलांनी केली तर छान दिसते, मोठ्यांनी केली तर कदाचित नाही.
हां, हां. बरोबर. अगदीच. हं, हं, हं. अगदी, हो. आहे. हां. बरोबर. हं, हं. बरोबर. अच्छा. <chuckles> राईट बरोबर, बरोबर. म्हणजे ज्या त्या वयाला, ज्या त्या अशा स्पेसिफिक अशा स्टाईल्स आहेत. नाहीतर मग ते बुढी घोडी, लाल लगाम असं काहीतरी प्रकरण होऊन बसतं आणि ते ता तरुण्यातही त्याचं जे आहे, ते इम्पॅक्ट जाणवतात. पण आता असं वाटतं का हो कुठेतरी, की हि जी सगळी स्टाईल आहे, आत्ताची तरुण आहे ती विभत्सकतेकडे कुठेतरी घेऊन चालली आहे. म्हणजे खूपच वल्गॅरिटी कधी-कधी त्या स्टाईलमध्ये बघायला मिळते. तर ती कशी म्हणजे कंट्रोल करता येईल तुम्हाला वाटतं?
<chuckles> मला नाही वाटत सगळेच करत आहेत. थोडीच लोकं आहेत. एक छोटाच पर्सेंटेज आहे जे हे करत आहेत. आणि माझं भरपूर लक्ष आहे, सोशल मीडियाकडे आणि तरुण पिढीकडे मी अगदी निरखून पाहत असतो कोण काय करतंय. पण एक छोटाच पर्सेंटेज आहे. एक 10% लोकं नक्कीच खूप जास्त घाणेरड्या गोष्टी करत आहेत. पण स्टाईल आयकॉन्स जे आहेत किंवा स्टाईल इन्फ्लुएंसर्स जे आहेत, ते इतके छान-छान गोष्टी आणतायत आपल्यासमोर, की आपल्याला कधी-कधी असं वाटतं, की माझ्या लहानपणी का नव्हत्या ह्या पॅंट्स किंवा अशा प्रकारचे ओव्हरसाईज शर्ट? असं बघून थोडंसं एक जेलसीपण होते नक्कीच. पण छान वाटतं ते गोड दिसतात.
हं, हं. हां. बरोब हां, हां. बरोबर. बरोब बरोब अरे वाह! खरोखर मला खूप छान वाटलं, आज तुमच्या आयुष्यातला तुमचा स्टाईल आणि तुमच्या स्टाईल विषयीची तुमची मतं, जी काही तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलीत. जाता जाता तरुणांना आजच्या तरुण पिढीला जर एखादी टिप द्यावीशी वाटली स्टाईलबद्दल, तर ती काय द्याल?
<chuckles> तरुणांना मी काय टिप द्यायची? मी त्यांच्याकडून शिकत असतो. काय घालायचं, काय नाही? त्यामुळे मी तर म्हणेन, चांगल्या-चांगल्या अजून कपडे घालत राहा.
<chuckles> पण असे मिस्टेक करू नका अशा गोष्टी किंवा तुम्ही काहीतरी अनुभवलं आहे आणि म्हणून त्यांच त्यांना सांगतात, की "हे अव्हॉइड करा" असं काही आहे?
हो. नक्कीच. दुसऱ्यांच्या मागे धावू नका. दुसरे काय करत आहेत त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न नका करू. बी युवरसेल्फ जसं मी म्हणालो. त्यातूनच तुम्ही वर याल, त्यातूनच फुलाल आणि स्वतःला ओळखू शकाल.
बरोबर. हं. बरोब हां. मगाशी तुम्ही म्हणालात बरोबर. कॉपी कॅट बनण्यापेक्षा बी युवरसेल्फ की जेणेकरून तुम्ही स्वतःला स्वतःसारखं प्रेझेंट करू शकाल आणि नवीन स्टाईल पण आणू शकाल.
100%.
अतिशय समर्पक आणि सुंदर उत्तर तुमच्याकडनं आज मला मिळाली आहेत. आणि खूप छान वाटलं आहे मला तुमच्याशी ह्या विषयावर गप्पा मारून. पुढेही अशाच विषयांवर गप्पा मारायला नक्कीच आवडेल. जो तुमचा मूल्यवान वेळ दिलात त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. मलाही मजा आली तुमच्याबरोबर माझ्या स्टाईलबद्दल बोलून.
<chuckles> धन्यवाद.